आजकाल ना, खूप पार्टीच्या सीझन चालू आहे, नाही का. तर अ, आपल्या घरीपण किती काही पाहुणे येतात, सण समारंभाच्या वेळेस आणि आता तर अ, 31st डिसेंबर पण येतोय! तर मला सांगा, की तुम्ही एक उत्तम होस्ट कसे काही होतात? आणि लोकांना जेवण वाटायचं म्हणजे ही एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटीज असते ना, आपल्यावर. तर जेव्हा तुम्हाला एखाद्या अ, प्रसंगात असं जेवण देण्याची जबाबदारी येते, तर पहिली तुम्ही काय करतात? कसं काय सगळं मॅनेज करतात?
<smacks lips> वॉव! खूपच एका छान, अ मेमरीची आठवण करून दिलीत तुम्ही. मी नक्कीच, हाऊस पार्टीज ऑर्गनाइज करतो. आणि मला खूप जास्त आवडतं. मला आवडतं लोकांना घरी बोलवायला आणि अ रॅन्डम अनोळखी लोकांना नाही, पण ज्यांना मी ओळखतो त्यांना मला घरी बोलवून; काहीतरी माझ्या स्वतःच्या हातांनी थोडंफार मला जे काही येतं, ते बनवून त्यांना खाऊ घालायला खूप आवडतं. आणि त्यातली सर्वात पहिली गोष्ट जी असते तुम्ही विचारलत तसं, अ एक छानसा मेसेज मी लिहितो, ड्राफ्ट करतो. त्यात छान-छान इमोजीज टाकतो, WhatsAppच्या मेसेजमध्ये आणि ते आमंत्रण एकदम असं आकर्षक बनवून सगळ्यांना पाठवतो.
हं, हं. अरे वा! हं. वाह! अच्छा! अरे वाह! म्हणजे एकदम सुंदर इन्वाईट तुम्ही पहिली तयार करतात?
हो, म्हणजे आलेच पाहिजेत असं
<chuckles> आणि मग, नंतर काय करता?
मग, खरी दमछाक सुरू होते. आणि अ, त्या दिवशी जर मी संध्याकाळी बोलवलं असेल, एखाद्यांना म्हणजे एका ग्रुपला. मी ना जनरली 7 हून जास्त लोकांना बोलवत नाही. 7 ते 8 कारण मग ते त्यान त्या सगळ्यांना हाताळणं, म्हणजे ते झूमधले प्राणी हाताळल्यासारखं वाटतं. म्हणून मग मी एक कंट्रोलमध्ये राहतील, असे 7-8 जणांना बोलवायचा प्लॅन करतो. कधी-कधी कपल्स असतात आणि त्याची तयारी कशी आता मी जर 7-8 वाजता बोलावलं असेल, तर दुपारी 3 वाजताच माझी पटकन एक छोटी झोप झाली दुपारची की मग सुरु करावं लागतं. आणि सर्वात पहिली गोष्ट काय करावी लागते, तर थोडीशी धूळ पुसावी लागते, डस्टिंग करावं लागतं. कारण
हं. अच्छा. अच्छा. हां. हं.
मी <clears throat> हायवेच्या एकदम जवळ राहतो. त्यामुळे, धूळ खूप जास्त येते खिडकीतनं आणि अगदी ती 1.5 दिवसांनी एकदा पुसावीच लागते. त्यामुळं माझं सर्वात पहिलं मोठं काम असतं ते म्हणजे डस्टिंग.
अच्छा. अच्छा, म्हणजे डस्टिंग आणि साफ-स्वच्छ घर केलं, की एक पूर्वतयारी झाली तुमची. एकदम साफ, स्वच्छ सेटअप झालं. मग त्यानंतर मग जेवणाचं काय, कसं काय प्लॅन करता तुम्ही?
हो. हो, जेवण मी विसरलोच होतो. म्हणजे कसं अ
पार्टी म्हटलं तर कसं, जेवण तर मेन अट्रॅक्शन आहे ना.
मेन हो ना, म्हणजे मी त्यात मग काय करतो? अ, जे काही डस्टिंगचं काम आहे किंवा साफ-सफाईचं काम आहे, बाथरूम ही साफ करायची असते, तेही असतं. त्याचबरोबर मग, इन पॅरलल जसं म्हणतो आपण, मी जर पाव-भाजीची मला एक हाउस पार्टी आठवतेय, मी स्वतः पावभाजी बनवली होती आणि ती एक कमीत कमी 8-9 लोकांसाठी तरी बनवली होती. मग ही सगळी साफ-सफाई चालू असताना, बाथरूम पण थोडंसं क्लीन करून, थोडेसे सुगंध लावत असताना, मी बटाटे अ, उकडायला ठेवतो कुकरमध्ये, जेवढे लागतील तेवढे. आणि बाकीची तयारी असते, म्हणजे कांदा चिरणे, टोमॅटो वगैरे पावभाजीच्या एक 7-8 भाज्या ज्या असतात, त्या आम्ही सगळ्या कुकरमध्ये लावून माझी बाकीची कामं करतो. आणि स्वतःचं ग्रूमिंग पण करणं महत्त्वाचं असतं. मी जर टार्झन सारखा दिसत असेल, तर काय उपयोग ना, म्हणजे कोणीच येणार नाही कदाचित.
हो का? अरे वाह! बरं. हं. <laughs> म्हणजे मल्टिटास्किंग करता तुम्ही.
<chuckles> म्हणजे एक झालं, की दुसरं. दुसरं झालं, की तिसरं प्रयत्न करतो. कारण मग वेळ खूप वाचतो आणि मधे-मधे आपल्याला ब्रेक्स मिळतात ना. म्हणजे कुकर चालू असताना मी काय बघत बसू शकत नाही कुकरकडे. त्याऐवजी मी दुसरं काम करण्याचा प्रयत्न करतो. मग स्वतःलाही रेडी करतो. आणि मग ती पावभाजी बनेपर्यंत एक अराउंड 6 वगैरे जर वाजले, तर अ, पाव आणायचे असतात. मी खाद्यपदार्थ शक्यतो ब्लिंकिटवरून नाही मागवत. म्हणजे खास करून ब्रेड वगैरे असेल तर, या ॲप्सपेक्षा मला असं अ, त्या प्रत्यक्ष दुकानात जाऊन आणलं, की फ्रेश मिळतं असं वाटतं. म्हणून मग मी त्या एका ठळक मेमरीचं मी सांगतोय, की मी पाव आणले होते. जवळ-जवळ 6-6:30 वाजले होते तेव्हा आणि कोणीच आलं नव्हतं. आणि मग त्यानंतर मी थोडीशी सजावटही सुरू केली हॉलची वगैरे किंवा बेडरूमची. तीही मी अ, छान-छान करून ठेवतो. तेही मला सांगायला आवडेल तुम्हाला.
हं. हम्म. अच्छा. हं. अच्छा. बरं. अच्छा. अच्छा. मग मला एक प्रश्न इथे आला आहे की हे तर तुम्ही म्हणाला की ठीक आहे, तुम्ही पावभाजी ह्या एका तुम्हाला आठवतं की एका हाउसपार्टीसाठी तुम्ही केली होती. पण मग अ, जर का एखादी पार्टी लहान किंवा मोठी पार्टी म्हणा कर वेगवेगळ्या पार्टीज तुम्ही ऑर्गनाइज करतात, मग तुम्ही म्हटलं. तर मग त्या वेळेस तुम्ही ह्य मेन्यू कसं काय ठरवतात? म्हणजे आपण जेव्हा अ, पार्टीला एखाद्या जातो, कोणाच्या घरी किंवा बाहेरही, आपण बघतो ना की स्टार्टर्स असतात किंवा मेन कोर्स असतो मग काही असं सरबत किंवा ड्रिंक्स वगैरे वेगवेगळ्या पदार्थाचे मॉकटेल्स वगैरे, लोक सर्व्ह करतात. मग तुम्ही पण असं काही करता का?
हो, नक्कीच करतो. म्हणजे जर कमी लोकं असतील, मी जसं म्हणालो आवाक्याबाहेर जर असतील तर अर्थातच मेनू बदलतो. आणि सगळं एकट्याला करणं जमत नाही. आणि आईची मदत घ्यायला जरा नको वाटतं कारण अ, ही पूर्णपणे माझी पार्टी असते आणि मला सगळं क्रेडिट पाहिजे असतं की मी सगळी तयारी केली. अ, पण जर खूप जास्त लोकं येणार असतील, जरी दहा अकरा बारा झाली लोकं तर मी मग ऍप्समधून मागवतो, तशा वेळेस. म्हणजे काहीच ईलाज नसतो त्याला. एखादा राईस म्हणा किंवा काहीतरी सब्जी मागवायची असेल, रोट्या मागवायच्या असतील किंवा फक्त जर चपात्या करायच्या असतील तर ते आमच्या बाईंना सांगतो की एवढ्या-एवढ्या करून ठेवा एक 15 जणांसाठी 30-40 करून ठेवा मग त्या करतात, तशी तयारी बदलते. आणि मॉकटेल्स, वेलकम ड्रिंक्स तर हो, ते तर पाहिजेच. म्हणजे, जरी पुण्यातल्या लोकांना चहा नेहमीच चालतो, कधीही चालतो, आले तरी; पण तरी आता जे माझे तरुण मित्र आहेत म्हणजे 20-21 वर्षाचा कोणी असेल तर त्यांना चहा एवढा नाही आवडत. ते त्याऐवजी म्हणतात की काहीतरी सॉफ्ट ड्रिंक असेल किंवा मोहितो मोहितो खूप जास्त आवडतं काही लोकांना. तर त्याच्यात पुदिना टाकून छोटेसे ग्लास पण मिळतात ऑनलाईन ॲप्सवरती, तर ते मी मागवतो असे छोटे शॉर्ट ग्लासेस म्हणतात तसं. आकर्षक, एकदम छान-छान प्रिंट असलेले, गोड-गोड रंगांचे ग्लास असतात. ते मागवून मग त्याच्यात मी ते ड्रिंक्स त्यांना सर्वप्रथम आल्या-आल्या ठेवतो आणि त्यांना म्हणतो ठीक आहे तुम्ही, तुमचं तुम्ही हे घ्या तोपर्यंत मी बाकीची तयारी करेन.
हम्म. हो ना. <chuckles> अच्छा. हो. हम्म. अच्छा. हा. हं. हा. हो. हां. अरे वाह, खूप छान! मग अ, आणखीन एक प्रश्न इथे मला विचारायचा आहे. म्हणजे जर का तुमच्या गेस्टमध्ये एखाद्याला जर का अ, डायटरी ॲलर्जी असली किंवा ते वीगन असले, आजकाल असतं ना की "आम्ही वीगन आहोत" आणि "आम्ही हे डेअरी प्रॉडक्ट्स वगैरे नाही घेणार." मग अशा लोकांसाठी तुम्ही काय करता? म्हणजे कधी-कधी कोणी व्हेजिटेरियन असतं, प्युअर व्हेजिटेरियन असतं आणि कधी-कधी एखादा असतो ज्याला फक्त नॉनव्हेजच आवडतं. मग असं कर कसं काय तुम्ही सांभाळता मस या मग गेस्टना? काय करता तेव्हा मेनूचं?
हम्म. हो. हो. ज खरंच अवघड जातं तशा वेळेस. काय होतं, जर 8 पैकी 1 माणूस असेल वेगळा तर ठीक आहे, मॅनेज होऊन जातं. मॅजॉरिटी विन्स असं म्हणतो आपण, पण 8 पैकी जर 4 लोकांना डायटरी रिस्ट्रिक्शन्स असतील, खास करून आजच्या लोकांमध्ये म्हणजे जी तरुण पिढी आहे, त्यांना पाव वगैरे आवडत नाही. आणि म्हणजे ग्लुटेनवाले प्रॉडक्ट्स आवडत नाहीत किंवा ते म्हणतात, "ब्रेड नको अ, पिझ्झा नको, बर्गर नको." असं म्हणतात काही तरुण असूनही. तर मी त्यांना आधी थोडंसं रागवतो की "काय एवढे नखरे करताय? हे काय, हे नाही ते नाही?" <chuckles> "खायचं गपचूप!" असं म्हणतो मी आधी, पण समजून पण घेतो की चालत नाही काही लोकांना, पचतच नाही पाव वगैरे. तर म्हणजे खास करून पावभाजीचं मी जे उदाहरण दिलं, ते मी नेहमी आधी विचारतो. मी सुरुवातीला जे म्हणालो ना की मेसेज अ पाठवतो, आमंत्रण पाठवतो, त्यात मी अ, असा एक गमतीशीर पोल पण घेतो की "तुम्हाला ह्यातलं काय चालेल? तुम्हाला पावभाजी सर्वात जास्त आवडते? का ट्रिपल शेजवान राईस जास्त आवडतो? का तुम्हाला अ वेगळं काहीतरी, सब्जी-रोटी असं काहीतरी आवडेल?" तर कुठेतरी तिथेही आपल्याला एक पोल घेऊन प्रेफरन्सेस कळतात की कोणाचं काय आहे. आणि मी स्वतः शाकाहारी आहे, शुद्ध शाकाहारी, त्यामुळे माझ्या ज्या काही पार्ट्या मी घरात ऑर्गनाइझ करतो, तिथं सगळं शाकाहारी असतंच आणि हे आता कळलंय सगळ्यांना.
हं. हो ना. <chuckles> हो. अच्छा. <chuckles> हं. अरे वाह! हं. अच्छा. हं. वाह! अतिउत्तम, म्हणजे सगळ्यांचं तुम्हाला मत पण भेटलं आणि तुमची पूर्वतयारी पण एकदम आरामात मग तुम्ही करू शकतात.
हो.
खूप छान. मग अ, कधी असं झालंय का? की काही चुकीचं घडलंय का पार्टीच्या वेळेस? काही गोंधळ वगैरे, असं काही तुम्हाला आठवतो? एखाद्या पार्टीत असं काही झालंय का?
हो. हो, हो. म्हणजे ती पाव-भाजीची
मग त्यावेळेस मग तुम्ही काय केलं?
ती पाव-भाजीची पार्टी मला याचकरिता तर आठवली, कारण ती अगदी ठळक लक्षात होती यामुळे, की 2 जणांनी मला कळवलंच नव्हतं, की ते येणार आहेत की नाही. आणि आपण कसं WhatsAppवरती जबरदस्ती नाही विचारू शकत ना? "ए, सांग येणार आहे का नाही? ए सांग येणार आहे का नाही"? तर मी पोल घेतला तेव्हा एक 7 जणांनी "ओके म्हणून आम्ही येऊ, 7 वाजेपर्यंत येऊ", असं कळवलं. 2 जणं म्हणाली, "5 वाजेपर्यंत आम्ही येऊ आणि थोडीशी मदत करू तुला". मी म्हणालो, "ठीक आहे". आणि अजून 2 जणांनी काहीच कळवलं नव्हतं. तर 7 जणांची त्या हिशोबाने मी पावभाजी तशी केली आणि भाजी तर ठीक आहे, थोडीशी एक्स्ट्रॉ केली जाते किंवा वाढवली जाते, पण पाव कमी पडले होते त्या दिवशी, मला आठवतंय. आणि 2 जणांना पाव जरा कमी पडू नयेत, म्हणून काय मी बदल केला त्यातला, सुदैवाने एकजण पाव न खाणारा होता. आणि त्याला पाव चालत नाहीत. 1 का 2 जण होते तसे, की पाव नकोत म्हटले पूर्णपणे आणि ते ऐनवेळेस आल्यावर म्हटले "पाव नकोय" आणि सुदैवाने अ, चपात्या होत्या थोड्याशा, पोळ्या घरात होत्या. त्यामुळं मग मी पोळी खाल्ली आणि त्या 2 जणांनाही पोळी आणि पावभाजी अशी दिली आणि ते एक्स्ट्रा जे 2 जण आले त्यांनाही थोडंसं म्हणालो की "तुम्ही, म्हणजे असं तर म्हणता येत नाही ना, की कळवलं नाहीत आणि आलाय डायरेक्ट". <chuckles> त्यामुळं स्वागत तर केलं, मग त्यांना स्टार्टर थोडेसे जास्त भरवले मी त्या नवीन लोकांना. त्यांना म्हणालो, "आपण काहीतरी एक मागवूया आणि हे सगळ्यांनी खाऊया. आधी तुम्ही घ्या". असं म्हणालो. म्हणजे त्यांचं पोट थोडंसं भरून गेलं लवकर, अशी चीटिंग केली मी.
हं. अच्छा. हो ना. अच्छा. हं. अरे बाबा! हम्म. मग? काय केलं तेव्हा? <exhales> अ, वाह. अच्छा, हं. <chuckles> हो ना. अ, अच्छा. <chuckles> वाह! मग त्यांची काय प्रतिक्रिया होती? त्यांना समजलं का की असं काही होतं? कमी होतं की काय?
नाही, नाही. नाही, समजलं कारण घरात पोळ्या बनवून ठेवल्या होत्या अ, आधीच. त्यामुळे बरं झालं, ते सगळं ॲडजस्ट करता आलं. इकडे ताटातलं वाटीत, वाटातलं ते ताटात, असं करता आलं. <chuckles>
<chuckles> वाह! खूप छान हां, म्हणजे काय छान अशी ट्रिक तुम्ही केली, ज्याने तुमचं ही काम झालं आणि त्यांना काही कळलं पण नाही. बरं आहे. मग मला एक सांगा की एखाद्याला जर तुम्हाला टिप द्यायची असेल, अशी पार्टी होस्ट करायला, तर तुम्ही काय त्यांना असे छोटे सोपे टिप्स द्याल?
टिप्स तर हेच सांगेन, की एकतर आर-एस-वी-पी जे घेतो आपण ते जरासा स स्ट्राँगली घ्या, म्हणजे थोडंसं लोकांना एन्करेज करा की कळवा, येणार आहात की नाही? जेणेकरून तुम्हाला तो आकडा नेमका कळेल आणि तुमची तयारी व्यवस्थित होईल, म्हणजे ऐन वेळेस त्रेधा उडणार नाही. त्याचबरोबर अ, तुम्ही जे काही बनवता आहात ते थोडंसं जास्त बनवा आणि ते जरी आपल्या डोक्यात असतंच ना, की 7 जण येणार आहेत, तर आपण एक 8 जणांचं बनवू, 9 जणांचं बनवू, पण तरी मी म्हणेन की एक निम्मं तरी जास्त बनवून ठेवा. दुसऱ्या दिवशी वापरता येत, आपण परत खाऊ शकतो, तो काही प्रॉब्लेम नाही. आणि, त्याचबरोबर या ऑनलाइन ॲप्ससाठी पण ओपन रहा, म्हणजे मी तुम्हाला जे सुरुवातीला म्हणालो की ॲप्समधून शक्यतो मी खाणं मागवत नाही, पण एक लास्ट ऑप्शन म्हणून ठेवायला काहीच हरकत नाही, कारण अशा वेळेस माणसं वाढली किंवा एखाद्याला अ, पुरलं नाही किंवा आवडलं नाही. आता त्याच पावभाजीच्या पार्टीत एक जण म्हणाला, "की पाव आणि भाजी खाल्ली, पण जरा पोट असं रिकामा-रिकामाच वाटतं आहे, खाल्लं नाही असं वाटतं आहे". म्हणजे ते अगदीच म्हणजे जवळचा होता म्हणून तो बोलला तसा, नाहीतर मला आवडलं नसतं. पण अ, त्यावेळेस मग आम्ही परत काहीतरी मागवलं ऑनलाईन आणि आम्ही म्हणालो, की "खाऊया चला, मज्जा करू." मज्जाच करायला भेटलो आहोत, तर काही हरकत नाही. तर या ॲप्ससाठी पण ओपन राहा, असं मी नक्कीच एक टिप माझ्या अनुभवातून देईन.
बरं. हं. हां. हो, खरंच. हं. हो ना. हां, हां. चांगला सुझाव आहे म्हणजे, जर का आपल्या घरात असं काही एखाद्या वेळेस थोडंसं काहीतरी कमी पडलं, तर पटकन त्या ॲप्सने 5-10 मिनिटात ते डिलिव्हर होऊन जातं नाही का? खूप छान आयडिया आहे हा तर. म्हणजे मला असं वाटतं, की पार्टी प्लॅन करणं आता इतकं अवघड नाही आहे ना आणि बाकी माणसंही तुमच्यासारखं एकदम सोप्या रीतीने पूर्वतयारी करून थोडीफार पार्टी प्लॅन करू शकतात.
हो एकदम. हो, नक्कीच. आणि आज-काल तर खूप जास्त सोप्पं झालंय ॲप्समुळे आणि स्विग्गी, झोमॅटोमधून आपण काहीही न करता, सगळं ऑर्डर जरी केलं, तसंही मी एकदा केलं होतं. तशीही एकदा पार्टी झाली होती ऑनलाइन ॲप्समधून. त्यामुळे पूर्णपणे आपण अवलंबून राहू शकतो.
हं. वाह! <chuckles> अरे वाह! अतिउत्तम. म्हणजे किती छान छोटे-छोटे टिप्स दिले तुम्ही आणि तुमचे जे अनुभव सांगितले ना तुम्ही तुमच्या पार्टीचे, ते खरंच खूप छान होते. खूप-खूप म्हणजे मला ह्याच्यातून आयडियाज भेटले आणि मला असं वाटतं, की सगळे आता आरामात आपल्या घरी पार्टी प्लॅन करू शकतात. ही जी काही माहिती तुम्ही आज आमच्यासोबत शेअर केली ना, त्यासाठी तुमचं मनःपूर्वक आभार आणि खूप-खूप धन्यवाद.
धन्यवाद. मलाही छान वाटलं, ह्या पार्टीबद्दल तुमच्याबरोबर संवाद साधून.